कधी-कधी वाटतं लिहाव म्हणून. पण अ, मग अ, पण असं काही नियोजन नाही करत ना, आम्ही नियोजनबद्ध जर चाललो तर खरंच अ, लिहून कुठ कुठेतरी जाऊ शकतो असं वाटतं.
हं, हं. मला म्हणजे आता आपला इतका 15 मिनिटाच्या काळामध्ये मलासुद्धा असं वाटलं की तुम्ही काहीतरी लिहिलं तर नक्कीच ते म्हणजे असं प्रभावी होईल आणि लोकांनासुद्धा आवडेल.
हो, हो. नक्कीच मी याच्यावरती विचार करेल.
इतका तुमचा वाचनाचा अनुभव या कार्यात लागला तर नक्कीच मला तरी वाटते तुम म्हणजे काहीतरी असं असतं ना, आपण काहीतरी ठरवतो किंवा ठरवलेलं नसतं फक्त पुसटशी आयडिया जी असते ती आपल्या माइंडमध्ये असते आणि आपण ते जर का उतरवली कागदावर तर त्याच काहीतरी एक प्लॅन बनतो.
<chuckles> हं, ती ठळक होते जास्त. आपली पुसट असते ना, तर लिहिता-लिहिता अजूक विचार सुचतात आपल्याला त्याच्याविषयी. आणि पुढे चालून आपण ती खूप चांगल्या पद्धतीने लिहतो. जसं डोक्यात असतं तसं मांडलं ना, तर त्याच्यापेक्षा बेस्ट निघतं त्याच्यातनं. तर म्हणून लिहिता-लिहिता ही भरपूर विचार निघतात अशातला भाग आहे. मला पण वाटतं लिहा काहीतरी. लिहीन मी काही. अशी एखादी वेबसाईट भेटावं काही लिहिल्यानंतर पैसे भेटतात, लिहून टाकू तिथे. <giggles> हं, हं.
नक्कीच. नक्की. हं, हं. अगदी बरोबर म्हणलात. हो, हो. हं. हं. नक्कीच. हं. नाही मिळेलच. <chuckles> मिळेल, मिळेल, नक्की मिळेल. तर अ, तुमचा चांगला वेळ घालवण्यासाठी तुमची जी ही वाचनाची सवय आहे काहीतरी गूढ किंवा रोमांचक कथा वाचनाची तर खरंच मलाही ऐकून खूप छान वाटलं आणि मी पण अशा रोमांचक कथा शोधण्याचा प्रयत्न करेल असं वाटतंय मला. तर अ, खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. धन्यवाद.
हं, हं. हो, हो. नक्कीच शोधा. हं.